तर आता मीच अ, तुम्हाला म्हटलं ना कधी-कधी असं जर अर्जंट असलं आणि लोकांनी मेसेज लोकांना मेसेजही टाकता येतो, हां. त्यांना बोलायचं असलं त्यांना WhatsAppसुद्धा पाठवता येतो. तो जर आपण आपल्या घड्याळीवर वगैरे पाहिला, की असं नोटिफिकेशन आलंय, तर मग आपल्याला बोलता येतं, पण आता मला असंही वाटतं, की जी लोकं म्हणजे खरंच आपल्यावर प्रेम करतात, ते आपल्याला त्रास देणार नाहीत हो. कुठलं संकट आलंय, कुठला त्रास आहे, एमर्जन्सी आहे, तर मग ठीक आहे. पण आता आठवण येते म्हणून रात्री 12.00 वाजता कोणाला फोन करणं, मला तरी वाटतं म्हणजे समोरचा माणूस जर खरंच आपल्यावर इतकं प्रेम करत असेल, तर तो करणार नाही, त्रास नाही देणार आपल्याला.
तर अ हं, हं. हां. हां. हं. हां, हां. नाही मग कसं अ, बाहेरचा एखादा मित्र असला आणि तो खूपच जवळचा असला आणि खूपच त्याला अशी आठवण यायला लागली ना, करतात लोकं असं रात्रीचं पण उठून कॉल मला मला माहितीये, मला पण येतात.
हो. हो.
ना, लोकामध्ये विरोध किंवा इतर कठीण अ, इतकं कठीण करणं कसं? असं म्हटलं तर कसं तुम्ही कराल बरं? लोकामध्ये विरोध
तर आम्ही कसंय आम्ही उचलतच नाही. म्हणजे बऱ्याच वेळा जे रात्री हो आम्ही उचलतच नाही. फोन बाजूलाच असतो. तर-तर 2-3 दिवसानंतर आणि सकाळी उठून मग आम्ही आमच्या वेळेनुसार मेसेज करतो. अरे! मी झोपलो होतो म्हणून फोन उचलला नाही, काही काम होतं का? वगैरे असं. तर ते पण जेव्हा बघतील रिप्लाय करतील, तेव्हा आपण तिथल्या-तिथे आम्ही सांगून देतो, की आम्ही झोपलो होतो. आमची झोपायची वेळ आहे. आम्हाला सकाळी उठायचं असतं.
हे इतकं कठीण आहे. हं. अच्छा. <laughs> हो काय? हां. अरे वाह! हं, हं. हं, हं. आम्हाला हां ना. त्यांनी पण समजायला पाहिजेन. हं.
तर मग त्यांनाही समजतं हो. त्यांनाही समजतं, की नाही का असं उगीचच कोणासला फोन करून आणि काही लोकं फोन करतात आपण म्हणजे नाही का माणुसकी दाखवून उचलतो सुद्धा आणि ती लोकं मग तासन तास बोलत राहतात. आता तुम्हाला आठवण येते म्हणून तुम्ही समोरच्याचे 3 साडेतीन 4 तास का वाया घालवताय? म्हणजे थोडक्यातसुद्धा बोलता येतं ना?
हं, हं. अ, नाही.